हो, हो, नक्कीच. आता माझी आई पण अ, स्मार्टफोन वापरते आणि तिचा जो फेस आयडी त्याच्यावर आहे आणि जसं की ती अ, त्याच्यावर कोड पण टाकतो जो पासकोड आपला असतो. तर आईला म्हणजे आम्ही तिचं Gmail अकाउंट आहे. Androidला तर ते लागतंच. तर मग मला आता वाटेल तिला ते लॉगिन करून दिलेलंय आणि टु फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे आणि अ, म्हणजे तिला एक असा तिला लक्षात राहील असा पासवर्ड आम्ही तिला सांगितलेला आहे. जेणेकरून अ, कधी जर झालं लॉगआउट तर ती ते वापरू शकते एकंदरीत. म्हणजे तिला आम्ही सांगत असतो, की हे असं करायचं तसं करायचं. आणि कसं असतं की आपण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन जे आहे ते करू शकतो. रिकव्हरी ऑप्शन्स नीट सेट करा. बॅकअप ईमेल जो असतो तो महत्त्वाचा असतो मला तर वाटतंय. फोन नंबर, रिकव्हरी कोड किंवा जो क्वेस्चन असतो बघा ना आपला सिक्रेट क्वेस्चन तो खूप महत्त्वाचा आहे. आणि रिकव्हरी प्रश्न येस, तो एक म्हणज म्हणजे भरपूर सारे ऑप्शन्स आपल्याला असतात ते काहीतरी नीट ठेवा आणि मला आता वाटतंय की काहींचं असं असतं ना, की माझं पेटचं नाव वगैरे तर ते असं आहे की ते कोण पण ट्रॅक करू शकतं. जरी किंवा माझी स्कूल टीचर म्हणजे तुम्ही नाव काहीतरी कॉम्बिनेशन वापरा म्हणजे आपण शिकलोय परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन तर त्याचा जो वापर आहे, तो इथे करा. की असं नाही की एक्झॅक्ट तुम्हाला उत्तर तेच द्यायचंय की जे विचारलंय. तुम्ही काही विचारू म्हणजे काही ठेवू शकता सिक्युरिटीसाठी. मला आता वाटतंय की असं नाही की तुम्हाला जर एक्झॅक्ट मी तर म्हणेन की पेटचं नाव विचार तुम्ही टीचरचं नाव लिहा असं करू शकता किंवा वाइज व्हरसा काय पण करू शकता. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही करा, पण त्या लक्षात ठेवा मला आता वाटतंय. कारण का असं नाही कारण आपण 10 ठिकाणी तुमचे Gmail अकाउंट आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळं तुम्ही करताय. तर मला आता वाटतंय काहीतरी गडबड होऊ शकते, तुम्ही विसरू शकता आणि मग
हं, हं. हं. हां, पासकोड. हं. हं. ते पण आहे. हां. हां, हां, हां, हां. हां, हां. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. एक्झॅक्टली. हं, हं. सिक्रेट क्वेस्चन की एक क्वेस्चन त्या हं. दिल्या. हं, हं. हं, हं. अव्हॉइड केलं पाहिजे. हां, हां, हां, हां. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं, हं. एक्झॅक्टली. बरोबर, बरोबर.
असं होऊ शकतं एकंदरीत.
हो. बघा, आता जसं WhatsApp आहे आणि बऱ्याच गोष्टी पण आहेत की ज्याला आपल्याला पासवर्ड, सिक्युरिटी कोड. कारण की आपल्या बँकिंगचे ॲप पण आता मोबाईलमध्ये आहेत. अ, तरी या स्कॅमर्स वगैरेंचा तुम्हाला काय वाटतं, की तर आपलं इतकंही करून मग तो ओ-टी-पी त्यांना शेअर केली पाहिजे का? की ती सिक्युरिटी ते लोकं कधी-कधी मोडतात.
हो ना. नाही. मी तर घरी सांगितलेलंच आहे हो, हो. ओ-टी-पी आला तरी सांगायचा नाही कोणाला अ, कारण अशा गोष्टी होतात ना पहिलं आपल्याला माहिती नसायचं. पण आजकाल ते जे स्कॅमर्स असतात ना, ते आपल्याहून चार पावलं नक्कीच पुढे असतात. जर तुम्ही जमतारा सीरीज पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळेल मला आता वाटतंय. आणि अ, ते त्यांच्यासाठी मला ते वाटतं की आपण कोणालाच ओ-टी-पी सांगू नका. कुणी विचारलं तरी देखील सांगायचं नाही. आणि एकंदरीत जर स्क्रीनवर ओ-टी-पी येत असेल कारण का असं होतं की स्क्रीनवर आपल्याला ओ-टी-पी येतो आणि डायरेक्ट कोणी पण ते बघून तो ओ-टी-पी वापरू शकतो. एकंदरीत असं आहे. तुमच्या स्क्रीनला लॉक असलं पाहिजे आणि मेसेज मला आता वाटतं, की मेसेज कधीच अ, नोटिफिकेशन त्याचे ऑफ करा. तुम्ही स्वतः जाऊनच बघाल असं करा. मला आता वाटतंय हे खूप महत्त्वाचं आहे. मग काहीही असू देत, त्यांचं सगळं
हं, हं. आता हां. <chuckles> राइट. हं, हं, हं. हं. हां, हां. बरोबर, बरोबर. हं, हं. ओके. म्हणजे शेजारचाही तो डोकावून बघतच असतो कधी ना कधी. हां?
हां. येस, शेजारचा पण डोका आणि मला ते बिलकुल आवडत नाही. कारण आपली जी एक सिक्युरिटी आणि प्रायव्हसी कन्सर्न आहे तर त्यासाठी मला वाटतं ह्या गोष्टी
<chuckles> ते आहे ना. त्या स्पेसमध्ये आलं नाही पाहिजे.
नक्कीच, नक्कीच. आणि आपली लॉगिन ॲक्टिव्हिटी तपासा. नवीन लॉगिन आलं, डिव्हाइस जोडलेली आहे ती नक्की तपासायची गरज आहे. कुठे आपण वापरतो किंवा वाय-फाय तर नका नका वापरू. वी-पी-एन वापरा. असं मला वाटतं. जो सार्वजनिक वाय-फाय
हं, हं. हं. क्या बात है!

नाही. मी तेच सांगतेय, की तुमचं नाव तुम्हाला नाही लिहायचं तिथे. की समजा की तुम्हाला अ, एखादा पासवर्ड चूझ करायचा आहे. लोकांचं काय, असं पासवर्ड ना, मग पासवर्ड ॲट द रेट, ती काय बर्थ डेट टाकतात. झालं तर क्रॅक करायला एकदम ईझी आहे.
हो. अच्छा, हां, हां, मतलब मोस्टली असंच करतात. ते पद्धत अशीच आहे. हं, हं.
हो, हो. नक्कीच. तर मला आता वाटतंय की तुम्ही काही रिलेटेड ते ठेऊ शकता. एखादा कठीण वर्ड्स म्हणा, की जो तुम्हालाच फक्त माहिती असेल, किंवा तुम्ही त्या रिलेटेड एखादी गोष्ट ठेवू शकता. जसं म्हणू शकतो, की असं नाही की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधलं, तुमच्या बायकोचं नाव, गर्लफ्रेंडचं नाव, बॉयफ्रेंडचं नाव, किंवा वडिलांचं, आईचं. आणि लोकांना आजकाल सवय लागली की त्यांच्या गाडीचा नंबर म्हणून पासवर्ड ठेवतात. तो ह्याचा आपल्या Google Payचा वगैरे, ते तर बिलकुल करायचं नाहीये, किंवा एखाद्या ए-टी-एमचा म्हणा. आणि लोकांना परत सवय असते, की आपली कार आहे आणि वॉव, आणि माझी कारसोबत मी फोटो टाकलाय, म्हणजे लोकांना सहज कळेल की हा त्यांचा गाडीचा नंबर आणि पासवर्ड. मग झालं कल्याण, सगळं एकंदरीत. तर मला तर असं वाटतं की त्याच्यामुळे जो पासवर्ड आहे ना, तो एट कॅरेक्टर, असं मी सांगितलं, त्यातलं एक जे आहे ते कॅपिटल असलं पाहिजे. मग ते शब्द कोणताही तुम्ही ठरवायचं, त्याच्यामध्ये नाव आलं नाही पाहिजे. कुठल्याही व्यक्तीचं म्हणा, किंवा तुमचं जे कोणी अ, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, पेट नेम, तुमचं पेट असेल, त्याचं पण नाव नका ठेवू, एकंदरीत ते सगळं ईझी आहे. हां, तर त्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही ठेवायचं
हं. <chuckles> हं. हं. <chuckles> हं, हं. हं. हं. हवंच तर मग तुमचा एखादा दुश्मन असेल, त्याचं नाव ठेवून टाका. ते ही चालेल. <chuckles>
येस, पण नाही. पण तो पण कळू शकतो ना. हां, पण तो एक क्रॅक करायला कठीण आहे. <chuckles> कधी-कधी असतात ना असे आपले ओपन दुश्मन, सगळ्यांना समजून जातं, आणि मग त्या गोष्टी तुम्ही टाळा. कधी-कधी काहींना सवय असते, की जी आपली गाडी आहे, कार आहे, तर त्याच कारचं तुम्ही अ, पासवर्ड ठेवायचा. आणि मग अ, ॲट द रेट अ, म्हणजे काही ठेवायचं. किंवा काहींना सवय असते, की बर्थ यिअर ठेवतात लोकं. आणि म्हणजे एकंदर आजकाल बघा ना, त्यांचं जे युजर नेम असतं. एखाद्याचं ईमेल बघा, त्याच्यामध्ये पण त्यांचं असतं की अ, काय त्यांची समजा, हे असेल, नाव असेल, समजा स्मिता, मग स्मिता ॲट द रेट, त्यांचं जे बर्थ यिअर असेल 98 म्हणा, तर ते टाकतात. म्हणजे लोकांना ते पण समजून जातं. किंवा बर्थ डेट पण असतं. हो, हो, तर मग त्यामुळे तशा गोष्टी नका ठेवू, जेणेकरून पटकन कोणाला तरी तुमची माहिती कळेल. ह्या गोष्टी मला वाटतात. आणि मला तर वाटते की लोकांना एक घाणेरडी सवय अशी, की एकच पासवर्ड सगळ्यांना, वन टु मेनी करायची. म्हणजे एकच पासवर्ड आहे आणि तो सगळ्यांना सेम पासवर्ड, तसं पण नाही.
अच्छा. <chuckles> हं, हं. अच्छा. <chuckles> बरोबर. म्हणजे ईझी टु गो. हं. <chuckles> म्हणजे मोबाईललाही, ए-टी-एमलाही किंवा प्रत्येक गोष्टीला तेच
ए-टी-एमला.